अरे बापरे! <chuckles> म्हणजे तुम्ही खरंच
"तुझं सांग ना, मग निगेटिव्ह किस्सा." मग तिला निगेटिव्ह बनवून टाकायचो मी. विषय माझा का तिचा. हां, मग ती म्हटली "ऐक ना, आपण चांगले फ्रेंड आहोत. एक काम कर, तू माझ्याशी ना, फोनवरच बोल, इथे येऊ नको." <laughs>
तुम्ही खरंच खूप जास्त निगेटिव्ह झालेलात. ओके. <chuckles> बरोबर, ठीक आहे आणि मग अ, ओके ओके.
असं. पण ते म्हणतात ना, फरक पडलं मला तिच्याकडनं अ, नंतर झालो मी जरा व्यवस्थित. अ, ती मैत्रिण आहे शेवटी किती केलं तरी नाही का, तिला काळजी वाटली. मी खरंच जाणं बंद केलं.
नक्कीच. बरोबर.
तिने परत फोन केला. "अरे, काय झालं, तू येत नाही थेरपीला" मी म्हणलं "तू म्हटली ना, नको येऊ." "अरे, मी असंच बोलले बाबा चिडून, तू सारखा निगेटिव्ह बोलत असतो. तेवढा निगेटिव्ह बोलत असतो. असं कुठं असतं का?" मग तिनी सांगितलं मला, की "तू शांत गाणे वगैरे ऐक. प्रेरणादायी गाणं ऐक" नाही का.
ओके, बरोबर. अच्छा, म्हणजे तुम त्यांनी तुम्हाला सांगितलं, की निगेटिव्ह अ, विचार आल्यावर तुम्ही अशी गाणी ऐकू शकता किंवा काही प्रेरणादायी विचार ऐकू शकता. म्हणजे तुम्ही अ‍ॅज अ निगेटिव्ह विचार आल्यावर तुम्ही तुमच्या खास त्या मैत्रिणीसोबत तुम्ही बोललात आणि तुम्ही त्यांनाच अ, निगेटिव्ह करून टाकलत. <chuckles> खरंच, ओके, ओके. ठीक आहे.
हां, हां, हां. हो. हां, हां, हां. नाही. परत झाली ती पॉझिटिव्ह <chuckles> मग ती मी एक गाणं ऐकायचो नाही का ते हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन.
अच्छा. बापरे! म्हणजे ह्या गाण्यानी तुमची निगेटिव्हिटी गेली. खरंच, खूप अ, म्हणजे छान आहे.
<chuckles> मला त्यांनी गाण्याने सांगितलं ना, की हां, एक दिवशी मी कामयाब होणारच आहे. है ना.
ओके, ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही हे गा बरोबर आणि मग असा एखादा छोटा घरगुती उपाय सांगाल का, की जो लगेच वापरता येईल आणि मन शांत करेल, असा कोणता उपाय आहे का तुमच्याकडे?
हे दिवस पण जातील माझे <chuckles> अ, हां, आहे. बघा अ, मला असं वाटत, की थोडं म्हणतात ना, देवावर पण विश्वास ठेवायचा. तिथं जाणं खूप म्हणतात ना, हनुमान चालीसा वगैरे वाचा थोडं. नमा
हो, हो. हनुमान चालीसा तर खरंच खूप उपयोग होतो. मला पण असा अनुभव आहे.
हो, मस्तक वगैरे ठेवा, त्या सगळ्या गोष्टी करा आणि दुसरी गोष्ट काय आहे ना, निगेटिव्ह विचार आले ना, तुम्ही अ, मस्तपैकी ध्यानमध्ये जावा. श्वास घ्या, श्वास सोडा अन् तुमचे जुने चांगले क्षण आठवा.
हं. हं. अरे वाह!

अ, ती सायकियाट्रिस्ट होती नाही का ते म्हणतात ना अ, डोक्याचा डॉक्टर असतो तो. <chuckles>
ओके, मग त्यांनी तुम्हाला तणावातून बाहेर काढायला मदत केली असं काहीच तुम्ही म्हणू शकता.
अ, हां, तिला कळलं होतं. आता तिच्या संग माझा का कायम फोन चालायच. ती मला रोज फोन करून पकवायची कधी-कधी नाही का.
बापरे, तुम्हाला पकवायची? <chuckles> अच्छा.
म्हणजे, ती लाइक पण करायचं असेल, मे बे माहीत नाही मला. पण हां, मला पकवायची खूप असं काहीतरी फालतूचं हे घडलं, ते घडलं, असं घडलं अन् मी ऐकायचो कारण की मैत्रीण आहे, आता काय करणार नाही का ऑप्शन नाही.
बरोबर, नक्कीच.
मग आता म्हटलं एवढा वेळेस तिने पकवला. आता मला जाऊन तिला पकवायला पाहिजे निगेटिव्ह गोष्टी टाकून. <laughs> <coughs>
<chuckles> हो, हो. खूप छान. म्हणजे तुम्ही एकदम अ, बोलला ना, बरोबर बदला घेतला या गोष्टीचा. देवाण-घेवाण तुमची बरोबर झालीये. या गोष्टीमध्ये. <chuckles> हां.
हां. तर अ, मी तिच्याकडे जायचो आणि थेरपी घ्यायचो. तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसायचो अन् तिला सगळं सांगायचो, "यार, असं झालं, तसं झालं." मग ती सांगायची, "अरे, अशा तू ते नको करू. तू तुझ्या आयुष्यात घडलेले चांगले प्रसंग आठव. पॉझिटिव्ह प्रसंग आठवं. अशा वेळेस शांत राहून," मग ती सांगायची मला असं शांती मस्तपैकी सोफ्यावर बसायचं आणि शांती आणि म्हणायचे जुने प्रसंग आठवं, हे आठवं, ते आठवं आणि मग म्हणतात ना, मी प्रयत्न करायचो. पण <chuckles> प्रत्येक वेळेस मी जाऊन तिला एवढं निगेटिव्ह करायचो ना, ती शेवटी म्हटली ए बाबा तू येऊ नको. मलाच तुझ्यासाठी दुसऱ्या डॉक्टरची गरज पडायला लागली. <laughs> बरं. माझ्यामुळे ती <clears throat> दुसऱ्या सायकियाट्रिस्टकडे जाऊन तिची जी मॅडम होती ना, जिच्याकडे तिने इंटर्नशिप केली. तिच्याकडं जाऊन ती <laughs> थेरपी घ्यायला लागली एवढं तिला मी डाउन करून टाकलं. ती प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह स्वतः सांगायची, मी तिला निगेटिव्ह बनवून टाकायचो त्या गोष्टीमध्ये.
ओके. बरोबर. ओके. <chuckles> अरे बापरे! डेंजर. <chuckles> ओके. ओके. पण तुम्ही असं का केलं? जर तुम्ही एखाद्याकडे अ, पॉझिटिव्ह व्हायला जाताय, तर तुम्ही असं करणं का वाटलं तुम्हाला, म्हणजे तुम्ही इतके निगेटिव्ह झालेले आहात का की तिथे तुम्ही त्यांना अ, निगेटिव्ह करून टाकलत?
हां, हां. अ, हां.

अरे! कपड्याचच आहे वाटतं, काहीतरी तसंच नाव आहे त्याला, गोपी का काहीतरी हम-हम.
<chuckles> कारण हमाम हा अ, हमाम साबण हा अंगाला वापरतात सर. <chuckles>
अच्छा, नाही मग काय माहिती दुसरं नाव असेल ते. त्या दुकानदाराला मी तेच म्हणायचो अन् तो देतो. मग मी घरी आणायचो आणि
ओके. <giggles> म्हणजे मला तर वाटतंय दुकानदारदेखील नक्कीच कुठल्यातरी अ, तणावामध्ये आहे किंवा निगेटिव्ह विचार चालू आहे, जर तुम्हाला तो हमाम बोलल्यावर जर तुम्हाला तो कपड्यांचा साबण देत असेल, तर याच्यावरून मला असंच वाटतंय.
<laughs> असल. <laughs> हं, हं, हं. अच्छा, नाही असं कपडे धुण्याचं म्हणजे असा असा गट्टा साबण येतो तो, नाही का? असा एकदम चौकोनी क त्याला हे पॅकिंग-बिकिंग नसती काहीच.
ओके, ओके सर. अच्छा.
असं, म्हणजे आमच्या ह्याच्यात ते म्हणत असतील, मग तसा दुसरा पण साबण असू शकतो, माहीत नाही मला. तो साबण आणायचं मी आणि त्या साबणला नाही का, कर्कटक असतं बघा, असं एक कर्कटक.
ओके. <chuckles> हां, हां, हां.
हां, मग ते कर्कटकनी आहे ना निगेटिव्हमध्ये मी असं त्याला कोरून-कोरून घराची डिझाइन वगैरे देत राहायचो.
अरे वाह!
तर माझं लक्ष ते कोरन्यामध्ये एवढं जायचं ना, की ते निगेटिव्ह विचारच संपून जायचे.
ओके. मग तुम्ही हा असा उपाय सगळ्यांना सांगू शकता का, की म्हणजे साबण घ्या, त्याच्यावर तुम्ही काहीतरी अ, कोरीव काम करा किंवा अ, काहीही करू शकता. मग त्याच्यामुळे तुमचं मन शांत होईल, असं काही सांगू शकता?
नाही, साबण नाही. फक्त मी काय करायचो माहितीये का? साबनावरच नाही करायचो. तुम्ही दुसऱ्या पण करू शकता असं काही नाही. जसं मी न्यूजपेपर घ्यायचो अन् त्यामध्ये एखाद्या बाईला दाढी मिश्या काढायचो. हां, एखाद्या माणसाला मोठे केसं हां, हां, हां.
हं. हं. ओके. हं, हं. बापरे! म्हणजे तुम्हाला ते स्ट्रेस फ्री करायचं किंवा निगेटिव्हिटी कम करण्याचा तुमचा हा अ, अंदाज आहे.
हां, म्हणजे काहीही येडयासारखं. मला ड्रॉइंग एवढी म्हणतात ना थोडीफार जमती. तर मी काहीही, कुठेही काही ड्रॉइंग काढायचो, वहीच्यामागं, जिथे काय भेटल, म्हणजे फक्त तुम्ही कुठेतरी तुमचं लक्ष विचलित करा.
ओके. <chuckles> <chuckles> ओके.

मग निगेटिव्ह विचार जातात. माझा हा सगळ्यात मोठा रामबाण इलाज आहे. तुम्ही कुठेतरी गुंतला ना, तर ते विचारच येणार नाही तुम्हाला, किती केलं तरी. कारण की तुमचं लक्ष्य पूर्ण फोकस इथे असतो ना. हां. अरे, जराचं चुकलं तर?
अ हां. अरे वाह! ओके. म्हणजे तुमचा फोकस एकीकडे, दुसरीकडे जाईल आणि ह्या उपायातून तुम तुमचा जो ताण आहे, जे निगेटिव्ह थॉटस आहेत ते नक्कीच जातील, असं काहीसं तुम्हाला म्हणायचंय. बरोबर.
हां, हां, हां. हो, हो, म्हणजे बघा मी साबन जरासा पण चुकवला ना, तर अख्खा साबण वेस्ट होईल. म्हणून बारीक काम करावं लागायचं त्यामुळं त्याच्यामध्ये.
<chuckles> बरोबर. अरे वाह! म्हणजे खूप छान. अ, वेस्ट पण गेलं नाही पाहिजे आणि विचारदेखील कमी झाले पाहिजेत. खरंच खूप छान आहे हे सगळं तुमचं.
<chuckles> हो आणि नंतर ते विकू पण शकतो आपण एखाद्याला. <laughs>
अरे वाह! मग तुम्ही विकलत का आणि कोणी घेतलंय का, हे सगळं तुमचं जे सामान? <chuckles>
<chuckles> अ, म माझ्या मित्रानी बघितलं होतं. त्याला मी ₹100 आणलं. म्हटला अन विकून टाकलं त्याला ते. जाऊ दे ना, तेवढेच मला ₹100 तर भेटले मग आता नाव कमी काढल्याचे.
अरे वाह! क्या बात. नक्कीच. म्हणजे तुमच्या निगेटिव्हिटीचा, जी निगेटिव्हिटी आली किंवा निगेटिव्ह थॉटस आले, त्यातून एक सुंदर कलाकृती तयार झाली आणि ते तुम्ही अ, म्हणजे दुसऱ्यांना मित्राला विकलीदेखील. म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट झाली असं म्हणू शकतो. याचा पॉझिटिव्ह विचार करू शकतो असा.
हां आणि दुसरी एक सांगू का तुम्हाला. अ हां, दुसरी आयडिया सांगू का तुम्हाला अजून एक. अ, माझ्या भावाचा एक कारखाना आहे, मावशीच्या मुलाचा आणि मी त्याच्या कारखान्यात जाऊन ना एक कशी ग ग बघा ग्राइंडर मशीन असती, जे फिरत असतं व्हील कंटिन्यू हां, तर मी काही असं त्याच्या ह्याच्यातनं कारखान्यातनं एक असा पट्टा-बिट्टा असं म्हणतात ना, प्लेट वगैरे उचलायचो अन् त्याला मस्तपैकी धार देते ना असं तलवारसारखं बनवायचो डिझाइन बिझाइन त्यांनी पण जाते. किचन बनवायचो. तर ते किचन बनवून पण विकलं जातं अन् त्यांनी पण निगेटिव्हिटी कमी होते. म्हणजे कुठल्याही कामात गुता. पुस्तक वाचण्यात गुता, कुठल्याही कामात मग
हां. सांगा ना. अच्छा, हं. हो, हो. बरोबर, हं. हं, हं. ओके. <chuckles> अच्छा. ओके. म्हणजे तुम्ही स्वतःला कोणत्याही कामामध्ये गुंतवा आणि मग त्यातून तुमचा जो अ, निगेटिव्ह थॉटस आहेत ते ओव्हरकम होतील, ते जातील एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचंय. ओके, खरंच खूप म्हणजे छान उपाय आहे, तुमचा हा आणि मग तुम्हाला असं वाटतं का, की बघा ना आजच्या काळात सोशल मीडियामुळे असे विचारदेखील आपल्या मनात वाढतात. जसे की अरे, ह्याने गाडी घेतली, तर मला पण वाटतं, की हा कुठे गेला, तर मलादेखील असं जावसं वाटतं आणि मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काय असा उपाय सांगा सांगाल हटके जसं तुम्ही बाकीचे सांगितले त्यानुसार?
हां, हां, हां. हो, हो. हो आणि त्यांनी खरच जातात. अ, त्याची ती पोस्ट ना हाईड करून टाका.
हं, काय करा, हाईड. ओके सर. बरोबर, छान उपाय आहे हा पण.
हां. दिसलीच नाही पाहिजे आपल्याला. या रिस्ट्रिक्ट करून टाका त्याला.
मग त्याला अनफॉलो केलं तर? जर असा माणूस कोणाला त्रास देतो तर?
नाही, नाही, नाही. ते जरा चांगलं वाटत नाही नाही का. अनफॉलो केलं ना, तर मला हे आवडत नाही. ह्यांना का दाखवू परत नाही का असं म्हणू शकतो आपण. कशाला एखाद्याला अनफॉलो करायचं? त्याला बिच्याऱ्याला निगेटिव्हिटी येईल की ह्यानी मला अनफॉलो का केलंय नाही का. <laughs> हे ना.
ओके, हां. बरोबर, बरोबर. असंदेखील करू शकतो. <laughs> अरे वाह! एकदम छान. म्हणजे आपल्यामुळे आपल्या एखाद्याला निगेटिव्ह हो, हे नक्कीच होऊ शकतं. निगेटिव्ह आपण एखाद्याला अनफॉलो केलं, तर त्यालादेखील निगेटिव्हिटी येऊ शकते. खरंच, बरोबर. हं.
हां. तेच. म्हणून ते नाही करायचं. अ, मला असं वाटतं घरच्यांशी बोला, मित्रांशी बोला, मैत्रिणींशी बोला. जे भेटेल त्याच्याशी बोला. रस्त्यावरती जावा आणि एखादा म्हाताऱ्या बाबा बसला असाल ना, त्याच्या संग बोलून गप्पा मारा आणि निगेटिव्हिटी घालवा. <laughs> माझी तर तशीच गेली.
हं. हो, हो. <chuckles> अरे वाह! खरंच खूप